नाही, म्हणजे कसं ना, तर ते त्याचं असं होतं, की त्यावेळेला माझंही लग्न झालं, तेव्हा माझंही वय जास्त नव्हतं आणि ती शिकत होती. मग तिचं 1st इयर फक्त कंप्लीट झालं होतं, तर मग मी तिला म्हणलं, की "आता तू 2nd इयरपासून जवळच्या कॉलेजमध्ये शिक" कारण तिथं इंग्लिश विषय होता. तर ती ब बीएला होती. तर तिचं चाललं होतं की हिस्ट्री वगैरे काहीतरी घ्यायचं, तर तिला काय म्हणलं, "त्याला काय तुला पुढे जाऊन काही जॉब मिळणार नाही, तर तू आपला अ, बीए इंग्लिश करू आपण," मग मी तिला जवळच्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेऊन दिलं आणि मग मी तिला सोडवायला वगैरे जायचो. तर त्याच्यामुळं अ, ती वर्किंग नसल्यामुळं आम्हाला अशी जबाबदाऱ्या पैशाचे वाटून घेणं किंवा मग अ, असं काही नव्हतं. तर जे होतं ते व य वर्किंग तर मी करत होतो आणि आमच्या घरं असंही कसं होतं ना, की आई-वडिलांचा पण इन्कम चालू होता आणि आम्ही एकदम तालुक्याच्या ठिकाणी राहायला होतो. त्याच्यामुळे आम्हाला काही लिटरली खर्च काही नव्हते. तर सेव्हिंग्सच असायचे जास्त करून, त्याच्यामुळे आर्थिक असा काही प्रॉब्लेम नव्हता हं.
हं, हं. हं, हं. बरोबर. हो. हो, हो. बरोबर. हां, म्हणजे जास्त खर्चे हो, प्रॉब्लेम म्हणजे नव्हता जास्त एकंदरीत तुम्हाला जास्त खर्चाचा असा, नियम वगैरे काय पद्धती तुम्हाला ठेवाव्या लागल्या नाही कारण अ, तुमचे आई-बाबा पण वर्किंग म्हणजे पैसे कमावणारे होते आणि इतकं काही नव्हतं पण हो, म्हणजे तुम्हाला तो इतका काही त्याचा अनुभव आला नसेल, नाही का? तर बघा ना हो, तेच आता लग्नानंतर बघा ना, असं आयुष्यामध्ये कसे बदल घडतात ना, असे नातेवाईक आणि मित्रांशी पण आपलं नातं बदलतं, तसं झालंय का?
हां. हां. हो ना. हां. ताण नव्ह ताणा झाला नाही हं. हां, हां. हो ना, हो ना.
कारण लग्नानंतर म्हणतात का मित्रांशी भेटीगाठीच होत नाही हो, सांगा ना, सांगा?
<chuckles> त्याचं कसं हो ना. हो ना. नाही माझं कसं व्हायचं, की मित्रांशी भेटीगाठी थोड्या कमी झाल्या, पण काय व्हायचं ना, की आधी इतके वर्ष एकटं राहायची सवय होती, आता मित्रांमध्ये गेल्यावर कसं आपण गप्पांमध्ये हरवून जातो. तर मी हरवूनच जायचो अन् मला माझं लग्न झालंय, मला बायको आहे हे कळतच नसायचं. <chuckles> मग जेव्हा तिचा फोन व्हायचं, "अहो अहो काय करताय?" हां, म्हणजे या इतकी वर्षाची सवय होती ना एकटंच आपण मित्रांमध्ये राहतोय, फिरतोय. मग फोन आल्यावरती जाणीव व्हायची अरे, माझं लग्न झालंय, बरं का आणि मग आपलं मग गपचूप घरी जायचं. <chuckles>
बरोबर. अरे बापरे! काय सांगताय? हं. बरोबर, बरोबर. मग मित्रांमध्ये लग्नच बदललं का तुम्ही, म्हणजे लग्नाची तुम्हाला हीच अ, झालंच नाही का, माझं लग्न झाले असं? हो ना, आठवण हो, हो.
आठवणच व्हायची नाही हं, हं. आठवण मला येतय, <chuckles> असं व्हायचं म्हणजे मग नंतर-नंतर मग ते कळालं, की म्हणजे हळू-हळू ते अ‍ॅक्सेप्ट केलं माइंडनी माझ्या.
वाह! बरोबर आहे. हो, हो, हो. हळू-हळू मग ते लग्न झालं असं तुम्ही ते कबूल पण केलं, नाही का, कधी-कधी होतं मित्रांमध्ये. मग बघा ना, अशा स्वतःच्या ओळखीची आणि स्वातंत्र्याशी संबंध, काही स्वतःला आधीप्रमाणे वाटायला वेळ लागला का तुम्हाला? आता लग्ना अगोदर तर तुमची आयुष्य वेगळं होतं आणि लग्नानंतर तर वेगळं झालं. मग काही त्या स्वातंत्र्याशी संबंधी काही वाटलं का तुम्हाला, वेळ लागला का थोडाफार?
हां. हां. हां, हां. हां. हां. बरोबर आहे. <chuckles> हं.

हां मग अ, तसंच व्हायचं, तर मग आता 25-30 मुली बघितल्या, तर माझं तर अ, वैताग येतो ना माणसाला, की बाबा होतंय का, नाही होतंय हां, म्हणजे <tsk> ते घरच्यांमुळेच मला बघाव्या लागल्या, नाही तर मी तर पहिलीच मुलगी पसंत केली होती. तर ते म्हणाले, "तू गपचूप बस. <laughs> हे तुला काही कळत नाही." हां आणि मग शेवटी नेमकं माझ्या गावातलीच 1 मुलगी अ, म्हणजे 1 नाही का स्थळ म्हणून आलं, तर मी गेलो, तर ते अ, म्हणजे मग ती मला नव्हती आवडल्या त्यावेळेला उलटी गंमत झाली, की मला एवढे नव्हते आवडली, पण घरचे म्हणले "अरे, कर, चांगली मुलगी आहे." मी म्हणलं चला. "तुम्हाला आवडली आहे ना, तर करून टाकू म्हणलं एकदाच." आणि मग अ, झालं मग आमचं थोडंफार बोलणं वगैरे झालं लग्नाआधी वगैरे, ते पण आम्ही हार्डली 1-2 महिना, 1च महिना बोललो असेल मला वाटतं आणि मग लग्न झालं. आणि एक तर मला लग्नाचच खूप टेन्शन होतं की आता लग्नाच्या दिवशी एक तर मला माझा स्वभाव असा आहे की एका ठिकाणी बसणं होत नाही मला, उभं राहणं होत नाही. मला इकडे-तिकडे फिरायची सवय आहे आणि मग ते लग्नामध्ये असं उभं राहायचं आणि सगळे लोकं येणार. मला इतकं टेन्शन आल होतं, पण सुदैवाने तो कसा दिवस आपला निघून गेला आणि मग आलं घरी. आता घरी आल्यावरती सगळंच बदललं, की आमच्या घरात कसं मी, आई-वडील आणि भाऊ आणि मुलंच सगळी आमच्याकडे म्हणजे मुली कधी नव्हत्याच घरात. तर सवयच नाही सगळं. मग आता
बापरे! 25-30 मुली बघितल्या? <laughs> अरे वाह! मग? अरे बापरे! अरे बापरे! हां. हं. हं, हं. हो, का? अरे! का बरं? हां, हां. <laughs> सगळ्याचं? हां. हां. हं. हां. मग तुम्ही मोठे होते का लहान?
हां, मी मोठा होतो, त्याच्यामुळे आणखीनच अडचण, की भावालाही वहिनी नाही अजून आणि मग आले, ते माप ओलांडून आली घरी आणि मग त्याच्याबरोबर तर ते कसं अ, हे असतात ना, पाठराखीण वगैरे तर ते होत्या. तर मग, सुरुवातीला मग 1ल्या दिवशी आमच्याकडं काही कार्यक्रम असतो की ते हळद खेळायचा. म्हणजे हळद उतरवायचा, मग ते एक अंघोळ घालायची एक ह्यांना नवरा-नवरीला आणि मग तिथं झालं सुरू. तर मग तिथं आता झालं, तिथं आम्ही गेलो खाली आणि मग अ, आमच्या पार्किंगमध्ये ते कार्यक्रम होता. तर तिथं काय होतं की हळद लावायची, हळद काढायची, त्याच्यानंतर माझ्याच्यामध्ये त्यांनी चावटपणा काय केला की म्हणले "आता नाही का तुम्ही एक चॉकलेट घ्यायचं आणि ते दोघांनी असं दातामध्ये धरायचं आणि दोघांनी अर्ध अर्धं खायचं." म्हणलं, "अरे हे काय प्रकार आहे?" म्हणलं. <laughs>
अच्छा. अ हं. हां, हां. हां, हां, हां. हो, हो, हो. बरोबर. अरे बापरे! अशी काही प्रथा राहते का ती?
हो, असं करतात ना, ते काय नवीन कुठलं बघतात काय माहिती. मग तसं करायचं, तर मला तर घामच फुटला, म्हणल ते सगळ्यांसमोर करायचं आणि आई-वडील तिथं होते आणि म्हणलं, पण आता कसं त्यावेळेला आपल्याला जास्त लोकं
मग तुम्हाला काय वाटलं? हे बदल चांगले होते का, तुमच्या आयुष्यात जे लग्नानंतरच होत होते? पहिल्याच दिवशी.